आज कालच्या जी जीवनशैली झालेली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला असं कुठे वाटतं का, की म्हणजे आजच्या पिढीमध्ये आणि मागच्या किंवा त्याच्याही मागच्या ज्या परंपरा होतात अ, त्या काही तुम्हाला अशा वेगळ्या वाटतात?
हं. हं. हं. अ, वेगळ्या नाही वाटत, पण त्याच स्वरूप बदललंय असं वाटतं. म्हणजे अं, मंगळागौर किंवा ह्या सगळ्या गोष्टी तशाच राहिल्यात बघा. हळदी-कुंकू पण त्याचं थोडंसं इव्हेंटायझेशन झालेलं दिसतं आपल्याला, की प्रत्येक सणाचा इव्हेंट झालेला आहे पण अ, ते होणं काही वाईट नाही असं मला वाटतं. कारण हे आपले परंपरागत सण आहेत, गणपती आहे, दिवाळी आहे किंवा अ, मंगळागौर आहे, कोणत्या संक्रांतीचं हळदी-कुंकू आहे, नवरात्र आहे पण अ, या सगळ्या सणांच्या अ किंवा सणांची मूलभूत गरज काय आहे? तर सगळ्यांनी एकत्र येणं आणि एकत्र येऊन, येऊन हे सण साजरे करणं. हं तर
होय. पण होत आहेत. मग तुम्हाला कोणत्या असं सणाचं आहे का, की ह्या सणासाठी तुम म्हणजे तुमची आवड तशी काही आहे का? किंवा ह्या परटिक्युलर सणासाठी तुम्हाला असं वाटतं का की झालं पाहिजे?
काय अ, झालं पाहिजे म्हणजे?
म्हणजे तुम्हाला असं वाटतं का? जसं तुम्ही आता बोललात की अ, सणाचा इव्हेंट झालेला आहे. तर मग आपली परंपरा कसं? तर तुम्हाला असा कुठला सण म्हणजे अ, तुम्ही तुमच्या अनुभवानुसार सांगू शकता का?
हां. हां. ज्याचं इव्हेंट झालंय, असा? असा सण सांगू, असं म्हणताय का?
हं, हं. हो, हो. हो, हो.
अच्छा, अ, तर मी जसं मगाशी म्हटलं की सगळ्याच सणांचं इव्हेंटायझेशन झालेलं आहे, की अ, गणपती आहे, दिवाळी आहे, मंगळागौर आहे, हळदी-कुंकू आहे. सगळ्याच सणांचा इव्हेंट झाला आहे. पण अ, त्याला काही हरकत नाही आहे खरं तर म्हणजे अं, इव्हेंट झाला तरी काही अ, प्रॉब्लम अ, नसावा, कारण सगळे एकत्र येणं हाच एक मूळ उद्देश आहे. त्यामुळे अ, असं काही वाईट नाही आहे त्याच्यात, इव्हेंटायझेशन होण्यात.
तुम्ही असं कोणतं की सगळे असे एकत्र आले पाहिजे? जसं आज-काल आहे ना की खूपच सगळे बिझी झालेत, अ, नाही जमत कोणाला तर मग तुम्ही कसं हे सगळं मॅनेज करता, की सगळे एकत्र आले पाहिजे, ह्या सणाला किंवा इव्हेंटला?
हं. हं. अ, कसं आहे, की आमच्या घरात अ, सगळे सण साजरे केले जातात जॉइंट फॅमिली असल्यामुळे, परंपरागत काही सण आहेत, गणपती आहे म्हणा किंवा नवरात्र आहे. अ, मग गणपतीमध्ये आमच्याकडे गौरी-गणपती असतात, मग गौरींचं आगमन आहे अ, त्यानंतर अ, हे असे सगळे सण एकत्र येऊन साजरे केले जातात. त्यामुळे अ, ह्या सणांना तरी माणसांनी अ, आपापलं बिझी शेड्यूल थोडंसं बाजूला ठेवून एकत्र येण्याची जर संधी मिळते आहे, तर मला असं वाटतं, की छान एकत्र यावं, गप्पा कराव्यात, एकत्र येऊन अ, तो सण साजरा करावा.
तुम्ही जेव्हा हे करतात, म्हणजे जेव्हा सगळे एकत्र येतात जसं तुम्ही म्हणतात की तुमचं एकत्र कुटुंब आहे. मग असं सगळ्यांनाच असं किंवा जी आता पिढी जी आहे, त्यांना असं हे सगळं आवडतं का? किंवा त्यांच्या काही वेगळे काही मतं आहेत का? म्हणजे तुम्ही कसं ते सगळं हँडल करता?
हो. हं आ, माझ्या सुदैवाने असं कोणाचंही अ, मत नाही आहे आमच्याकडे की अ, एकत्र यायचं नाही, कारण आम्ही जवळ-जवळ एक 4 पिढ्या एकत्र राहतो एका घरात. पण सगळ्यांनाच हो <chuckles> तर अ, पण अ, पण सगळ्यांनाच अ, आमच्या घरात माणसं आलेली आवडतात. आणि अ, आमच्या घरात खूप माणसांची उठ-बस असते कारण अ, देऊळ आणि घर असं एकत्र असल्यामुळे अ, बरेच म्हणजे संकष्टी हा ही आमच्यासाठी एक सण आहे खरं तर. पण अ, कसं होतं की अर्थात प्रत्येक सण अ, असा धूम-धडाक्यात साजरा केला जातो असं नाही, पण जे आपले मोजके सण आहेत आणि जे महत्त्वाचे आहेत त्या सणांना मात्र अ, सगळ्यांनी एकत्र येऊन तो सण साजरा केला जातो. त्यामुळे अ, एकत्र येण्याचं निमित्त आम्ही शोधतत शोधतच असतो खरं तर. म्हणून अ, सगळ्या पिढ्या आम्ही एकत्र येऊन अ, सगळे सण साजरे करतो. म्हणजे अजून तरी. आता माझा मुलगा 3 वर्षाचा आहे पण अ, अजून तरी कोणी असं मत मांडलेलं नाही, की आम्हाला एवढी माणसं नको आहेत घरात किंवा हे सण काही बाबा आमच्याने अ, साजरे होणार नाहीत किंवा ही परंपरा काही अ, नाही झेपणार आम्हाला वगैरे अशी मतं अजून आलेली नाहीत. म्हणजे माझा मुलग मुलाचं मी उदाहरण दिलं मुद्दाम काही कारण तो मोठा झाल्यावर तो असं मत मांडेल का नाही हे मला अ, माहिती नाही.
हो का? अरे बाप रे! <chuckles> <chuckles> बरोबर आहे. म्हणजे अ, अतिशय छान. मला म्हणजे ऐकून खूपच छान वाटलं की म्हणजे अजूनही तुमच्या एवढ्या पिढ्यांपासून आजही सगळे एकत्र येण्यासाठी कारणं शोधतात. आणि, जसं तुम्ही म्हणताय की म्हणजे तुमच्या मुलासाठी पण तुम्हाला पुढे तशी परंपरा चालू ठेवता आली पाहिजे. पण मग तुम्हाला असं काय वाटतं की आता जसं तुमच्या घरातलं अतिशय छान आहे, पण आता सध्याचे जे आजू-बाजूला आपण बघतो किंवा आपल्याला कळतं की अ, सगळ्यांच्या परंपरा अशा तुटत चाललेल्या आहेत किंवा कमी होत चाललेल्या आहेत. तर तुम्हाला काय वाटतंय की काय केलं पाहिजे म्हणजे अ, त्या तश्या राहतील?
<chuckles> हो, हो, हो. हो, हो, हो. हं. हं. हम्म. हं. हम्म. बरोबर. एक, तर अ, मला असं वाटतं की बरीच जण ना आपल्या गावाकडची घरं सोडून मुंबईत अ, नोकरीसाठी वगैरे आलेली आहेत. आणि मग परंपरा तुटण्यामागचं महत्त्वाचं कारणच हे आहे की अ, पोटाची खळगी भरण्यासाठी जे काही माणसांना आज दारो-दार फिरावं लागतं ना त्याच्यामुळे माणसांना हे सण समारंभ करायला वेळ मिळत नाही किंवा परंपरा म्हणजे असं होत नाही की त्यांची इच्छा नाहीये करण्याची, पण त्यांच्याकडे तेवढा पुरेसा वेळ नाही आहे. आणि ती परंपरा एकदा चालू केली, की मग ती आयुष्यभर आपण करू शकू अ आपल्याला करता येईल का? आपण करू शकू की नाही? याच्याबद्दलच शाश्वती नसल्यामुळे अ, मुळातच अ, ब बरीच लोकं ती परंपरा हातात घ्यायलाच मला असं वाटतं की अ, काच-कुच करतात किंवा घाबरतात. पण त्याहीपेक्षा मग मला असं वाटतं की ह्याचा जर सुवर्णमध्य आपल्याला साधायचा असेल तर कदाचित असंही आपण करू शकतो की कधीतरी सुट्टी टाकून आपण आपल्या मूळ ठिकाणी जावं, गावाला जावं. जिथे आता समजा शिमगा आहे आणि अ, शिमग्याची परंपरा अ आपल्याला आपल्या मुलापर्यंत पोहोचवायची आहे. म्हणजे पुढच्या पिढीपर्यंत, तर आपण काही फ्लॅट सिस्टममध्ये शिमगा अ, करू नाही शकत तर मग अशा वेळेला कधीतरी वर्षातून 1दा किंवा दरवर्षीही नाही, 2 वर्षातून 1 वगैरे सगळ्यांनी गावाला जावं, त्यांच्या मूळ ठिकाणी जावं, तो शिमगा बघावा, त्यात भाग घ्यावा, जेणेकरून आपो-आप ती पुढच्या पिढीपर्यंत परंपरा पोहोचते.
नाही हो, हो, बरोबर. हो, बरोबर. अगदी म्हणजे छान सांगितलं तुम्ही उदाहरण. कारण बरोबर आहे, की आजकाल कसं आहे की अ, म्हणजे शेवटी कमवण्यासाठी किंवा पैशासाठी आपलं गाव सोडणं किंवा इथून खूप दूर जाणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप घडत आलेल्या आहे. त्यामुळे सुद्धा या सगळ्या हे होतात. पण मग अ, काही परंपरा म्हणजे तुमच्याकडून कधी अशा सोडल्या गेल्यात का? किंवा नवीन काही तुम्ही परंपरा किंवा नवीन काही गोष्टी कधी काही अ, आपण म्हणतो ना की ॲड केल्यायेत का, या सगळ्या सणांमध्ये?
हं. हां. हो. हो ना. हं. अं, आमच्याकडे ना, कृष्णजन्म साजरा केला जायचा. आमचं मी जसं अ, मगाशी म्हटलं की आमचं देऊळ आणि घर एकत्र आहे, तर अ, अ, आमच्याकडे देवळात अ, म्हणजे मी जसं म्हटलं, की संकष्टी हा पण एक सण अ, म्हणून साजरा केला जातो. तर अ, कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जायची. पण मग हळू-हळू काय व्हायला लागलं, की प्रत्येक गोष्ट आषाढी एकादशी साजरी करायची, संकष्टी साजरी करायची, मग श्रीकृष्ण जन्म साजरा करायचा, मग दहीहंडी साजरी करायची. या सगळ्या गोष्टींमुळे अ, ना माणूस थकून जातो कधी-कधी आणि सगळ्या व्यापामुळे आपलं कामही सांभाळायचं आणि याही सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळायच्या म्हणून आमच्या घरी मोठ्यांनीच म्हणजे 12-12 वाजेपर्यंत जागून कृष्णजन्म अ, करण्याची जी परंपरा होती कित्येक वर्ष, ती परंपरा अ, आम्ही बंद केली. आणि अ, दुसऱ्या दिवशी मात्र आमच्याकडे अ, बऱ्यापैकी पडवीची जागा आहे तिथे आम्ही मग दहीहंडी बांधतो आणि अ, अशी बऱ्यापैकी खाली, अशी दहीहंडी बांधतो आणि छान मग ती दहीहंडी फोडून गोपाळकाला मात्र साजरा करतो. पण ही अ, कृष्ण जन्माष्टमीची जी परंपरा अ, होती, ती आम्ही मात्र अ, बंद केली असं.
हो. <chuckles> हं, हं. अच्छा. अच्छा. अच्छा, अच्छा. म्हणजे अ, तुम्ही अ, वेळेनुसार किंवा गरजेनुसार ते सगळं म्हणजे जी पद्धत आहे ती थोडी बदलवली. म्हणजे सगळ्यांच्या ह्याच्यासाठी. अरे वाह! छानच म्हणजे. मग याच्यातून अ, तुम्हाला असं काय सांगावसं वाटतं, की म्हणजे आज-कालची जी पिढी आहे, तिला असं सांगणं किंवा त्यांच्याकडनं अशा काही गोष्टी करून घेणं, म्हणजे जसं डिजिटल झालेलं आहे आज-काल सगळंच, तर त्यांना ह्या गोष्टी आवडत नाही किंवा त्यांना गावीही जायला आवडत नाही. मग अ, तुम्हाला काय वाटतं? की त्यांना कसं म्हणजे जसं तुम्ही पहिले पण सुचवलं, पण तुम्हाला काय वाटतं? मुलांसाठी कसं आहे जरा आज-काल खूप कठीण झालंय. त्यांना सांगणं, समजवणं आणि डिजिटलाईजमुळे जास्त झालं.
हं. हो, हो, हो. हो. हं. हं. हो, हो, हो. हं, हं. हो. तेच मला असं वाटतं, की हां, आपण अ, गावाच्या मातीशी कश कसे जोडले गेलो? आपले आई-बाबा मे महिन्याची सुट्टी पडली, की आपल्याला गावाला राहायला पाठवायचे. मग आपण सगळी भावंडं मिळून एकत्र खेळायचो. मग त्या पद्धतीने आपण त्या गावच्या मातीशी आणि गावाच्या संस्कृतीशी आणि गावाच्या परंपरेशी जोडले गेलो. तर, तसंच जर आपण आपल्याही मुलांना सुट्टीच्या निमित्ताने, गावाला पाठवलं किंवा हल्ली बघा ना, आता हल्लीच्या डिजिटल युगातच म्हणायचं झालं तर कितीतरी आपण अं, Instagramवर असे रील्स पाहत असतो, की ज्यामध्ये आपल्याला अ, कॉटेज स्टे, किंवा कोकणातली काही अशी वाडा पद्धती, तिकडे जाऊन राहण्यासाठीचे होमस्टे अ, अशे असे बरेच ऑप्शन्स असतात. मग कुठेतरी अ, शहरी ठिकाणी जाण्यापेक्षा मग या लोकांनी असे होमस्टे जर चूज केले, तर आपल्या मातीशी जी आपली नाळ जोडलेली आहे ना ती तशीच राहील. की मग अ, असे बरेच आहेत की अशा आमराईमध्ये अ, होमस्टे बांधलेले आहेत. एखाद्या बीचच्या बाजूला बांधलेले अ, कोकणातले होमस्टे आहेत. कोकणात काय? किंवा कोणत्याही अ, गावाच्या ठिकाणी काय? तर अशा ठिकाणी जर आपण मुलांना घेऊन गेलो आणि तिकडे आपण आपण कशा चिंचा पाडायचो, बोरं पाडायचो, आंबे अ, झाडाचे तोडून खायचो. तर जितकी आपण त्या मुलांना निसर्गाच्या जवळ घेऊन जाऊ ना, तितकी मुलं तंत्रज्ञानापासनं दूर होतील आणि मग त्यांना तो समतोल आपणच राखता येईल स्वतःहूनच, की तंत्रज्ञान कुठे वापरायचं आणि निसर्गाच्या जवळ परंपरा अ, जोडून राहतील अशा गोष्टी कशा करायच्या, हे मुलांना आप आपसूकच समज आहे त्याची कारण तेवढी जनरेशन स्मार्ट आहे आत्ताची.
हो, हो, अगदी तुम्ही बरोबर बोललात ते की तेवढी स्मार्ट आहे, म्हणजे त्यांना जर सांगितलं किंवा समजावलं. पण तेच म्हणजे तुमची ही पद्धत अगदी योग्य आहे की त्यांना तशा अ, म्हणजे सुट्टीमध्ये तशी चॉईस ठेवणं, की कोणत्या ठिकाणी त्यांना नेलं पाहिजे किंवा दाखवलं पाहिजे, ते तसं हेच अ चाललेलंच असतं. पण कसं असतं की जेव्हा त्यांच्या आजूबाजूला हे घडत नसतं, तेव्हा मला असं वाटतं ते थोडं कठीण जातं. म्हणजे तुम्हाला काय वाटतं? कारण त्यांची मित्र-मैत्रिणी तसं नाही हे करत ना? म्हणजे
हां. बरोबर, बरोबर. हां. अ, मला हां, बरोबर. पण मला एक्झॅक्टली उलटं वाटतं. ज्यावेळेला त्यांच्या आजू-बाजूला रोज ती मुलं हे एक्सपिरियन्स करत नाहीयेत ना, त्यावेळेला त्या मुलांमध्ये काय आहे नेमकं गाव म्हणजे? काय आहे विहीर? काय आहे अ, गावातली अ, आट्या-पाट्या खेळणं किंवा हे सगळे खेळ काय आहेत गावातले? ह्याची उत्सुकता मुलांची वाढते असं मला वाटतं. पण यासाठी अ, पालकांचाही तेवढाच वाटा असला पाहिजे. त्यांना त्यांच्यातही ती त्यांची उत्सुकता शमवण्याची ताकद असली पाहिजे, असं मला वाटतं की मुलं नेहमीच उत्सुक असतात अहो, की अ, हे काय असेल? ते काय असेल? हे कसं असेल? आणि मग जेव्हा 1 मूल या अ, सगळ्या वातावरणातनं अ, पुन्हा अ, जून महिन्याच्या शाळेत येईल आणि ते जेव्हा इतर मित्रांना सांगेल की "मी इ अशा-अशा ठिकाणी गेलेलो. मी हे-हे खेळलो, मी असं-असं खेळलो. मग मी अशी मजा केली, मी तशी मजा केली." मग बाकीचेही लोकं इन्फ्लुएंस्ड होतील कारण जमानाच इन्फ्लुएन्सर्सचा आहे.
नक्की. <chuckles> खरंच तेच हो, अगदी बरोबर आहे. म्हणजे तुम्ही बरोबर बोललात की आई-वडिलांनी पण तेवढं त्यांना वाटलं पाहिजे. कारण आजकाल आई-वडिलांना पण असे अ, फॅन्सी व्हॅकेशन घ्यायला जास्त आवडतात. अ, इथेही ते <chuckles> बरोबर आहे तुमचं म्हणणं. कारण कसं आहे आई-वडील जेव्हा इनिशिएटिव्ह घेतील, त्यांना त्याची ओढ असणार म्हणजे गावाकडची, आपल्या परंपरेची, संस्कृतीची, तरच ते मुलांना हे करू शकतात. अगदी बरोबर. खूपच छान म्हणजे तुमच्याशी बोलून मला खूप छान वाटलं, कारण अजूनही तुमच्या परंपरा, पिढी, लोकं म्हणजे अगदी जुळलेली आहे आणि तुमच्याकडे उपायही अगदी छान आहे. म्हणजे अ, आई-वडिलांसाठी पण आणि मुलांसाठी पण. छान वाटलं तुमच्याशी बोलून.
<chuckles> हां. हम्म, तोच मोठा प्रॉब्लेम झालाय. <chuckles> हां. बरोबर. हो ना, हो ना. हं. मलाही खूप छान वाटलं. खूप-खूप धन्यवाद.
धन्यवाद. पुन्हा बोलूया.
नक्की.
<chuckles>